अ, शिक्षकांनी ठरवलं फक्त आणि पालकांचंच मन नाहीये, तर मग ते पण काही करू शकत नाहीत. बरोबर आहे ना हो ना, म्हणजे ह्यांनी दोन पावलं पुढे टाकले की त्यांनी पण दोन पावलं पुढे टाकले पाहिजे आणि त्यामुळेच एक अ, कॉमन ग्राऊंड जे म्हटलं ना मी ते शोधायला पाहिजे मतभेद जेव्हा येतात आणि जसं सुरुवातीला बोललो आदरपूर्वक टोन तुम्ही ठेवा. संवेदनशील अ, गोष्टी ज्या असतील ना, त्यावर आणखीन फोकस करून बोला. म्हणजे जिथं अ, नेमका मतभेद आपला येतोय नाही का, त्याबद्दल सांगा अ, आणि जनरली आर्थिकदृष्ट्याच मतभेद जास्त असतात असं मला वाटतं. म्हणजे म्हणतात ना कॉलेज तुमच्या शाळेची फी एवढी आहे, तेवढी आहे अ, आणि अ, तुम्ही तर क्वालिटी काही देत नाही आहेत ,असं मतभेद जर असेल, तर मग अ, शाळांनीही समजून घ्यायला पाहिजे की पॅरेंट्स लोकांचा हा हार्ड अर्न मनी असतो नाही का, ते इन्व्हेस्ट करताय एक प्रकारे, मग ज्या प्रकारचं ते इन्व्हेस्ट करत आहेत, त्याच प्रकारचं कुठेतरी त्यांनी क्वालिटी एज्युकेशन अ, मुलांना दिलं पाहिजे. तर या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत असं मला वाटतं.
हो. अर्थ नाही बरोबर त्या गोष्टीला पण. हां, हां. बरोबर. हां, हां, हां, हां. हो. बरोबर. हो, हो, हो. हां, बरोबर. हां. बरोबर. हो, हो, हो, हो. बरोबर. हां, हां, हां, खूप छान. बरं मला एक सांगा की संवेदनशील गोष्टीवर एकत्र निर्णय घेताना काय शैली अवलंबावी असं तुम्हाला वाटतं?
हं.